कित्येक सारे मार्ग आहे आणि अ, मी तर एक म्हटलं ना तर मला मी धन्यवाद मानते, की आपल्याला आजकाल किती सारे मार्ग आहेत, की आपण ते व्यक्त करू शकतो कारण जर का एवढे सगळे एवढे सगळे जर मार्ग नसते, तर किती मुश्कील पडलं असता आपल्याला आणि किती कठीण पडलं असतं. आणि त्यामध्ये जर का मी म्हणेल ना तर अ, भरपूर काही आहे आणि कधी-कधी जसं म्हणतो ना आपल्या जीवनाच्या पावलानुसार आपल्या कुठल्या आपण क्षणात आहोत आणि कुठल्या मौसममध्ये आहोत आपण. अ, कुठल्या ऋतूमध्ये आहोत. म्हणजे बाहेरचाच ऋतू नाही, आपला जीवनाचा ऋतू जो असतो कधी-कधी. अ, त्याच्यानुसार ना आपण अ, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला व्यक्त करू शकतो. तर अ, कधी-कधी मला गाणे ऐकायला आवडतं, म्हणजे माझा काय कुठला ऋतूच आला असेल माझ्या आयुष्याचा. आणि कधी मला अ, म्हणजे नाचायला आवडतं, तर कधी मला लिहायला आवडतं. हो. कधी-कधी मला स्वतःला सोशल मीडियावरती व्यक्त करायला आवडतं, तर कधी अ, तयार व्हायला आवडतं. तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये ना आपण अ, आणि मी पण अ, स्वतःहून की स्वतःला व्यक्त करायला मी म्हणजे शिकले आहे, की कोणी आपल्या आजूबाजूला असो किंवा नसो, आपण अ, स्वतःचं मित्र कसं बनायचं, स्वतःची स्वतःसोबत मैत्री कशी ठेवायची हे मला म्हणजे थोडं-थोडं मला शिकायला भेटलं आहे.
हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर आहे. अरे वाह! वाह! हं, हं, हं. अच्छा. अरे वाह! वाह! हं, हं, हं. हं, हं. हं. अगदी बरोबर. हं, हं. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे, की व्यक्त होण्यासाठी एखाद्या ठराविकच गोष्टीची गरज नाही म्हणजे तुम्ही जसं बोललात संगीत, नृत्य हे विविध पैलूंनीही आपण व्यक्त होऊ शकतो.
हो. हं. नक्की. होऊ शकतो ना नक्की. कारण अ, बघा ना एवढे सारे आपल्याकडे साधन आजकाल उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे अ, किती मनमोकळ्यापणाने आपल्याला वेगवेगळ्या हिशोबाने वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो. एखाद्याला कविता लिहायला आवडत असेल. मला कविता वगैरे तर काही आवडत नाही. पण अ, म्हणजे मनातल्या काही गोष्टी त्या डायरीमध्ये लिहिणं किंवा सोशल मीडियावरती लिहिणं, कधी-कधी विचार आला मनात काही असा वेगळा तर त्याला पटकन लिहून टाकणं आणि वेगवेगळे कधी-कधी ना म्हणजे संगीत ऐकणं, कधी-कधी गाणे कधी कधी तर अ, त्याच्यामध्ये शब्द पण नसतात. तर नुसतंच असं ते संगीत असते ना बिना क म्हणजे त्याच्यात काही शब्द नसलेले पण संगीत असतात. तर अ, तसं पण ऐकायला अ, फार छान वाटतं आणि एकदम असं मन असं तृप्त होऊन जातं मधुर वाटतं. हो.
अगदी बरोबर. अगदी. हं, हं. हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं.

कित्येक वेळेस तर असं झालं माहिती आहे का, की मनात असं ना, म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना, की "लोकं काय म्हणतील, लोकं काय म्हणतील," असं कित्येक वेळेस झालेलं आहे माझ्यासोबत. की मी काही लिहिलं सोशल मीडियावरती आणि मी ते ताबडतोब काढून टाकलं, कारण अ, मला असं वाटायचं हो, की कुणी मला काहीतरी उलटं बोललं तर असं किंवा तसं. म्हणजे 4 गोष्टी मला ऐकवल्या तर. तर अ, त्याचा पण मनात कधी-कधी विचार येतो. पण सोशल मीडियावरती ना, हळूहळू स्वतःला व्यक्त करणं गरजेचं आहे. एकदम म म्हणजे जसं म्हणतो ना मनातल्या सगळ्याच गोष्टी त्याच्यात व्यक्त करू नये, कारण अ, आपलं जे म्हणतो ना, एकदम अ, व्यक्तिगत ज्या गोष्टी असतात, ते एकदमच अ, म्हणजे एकदम लाखो, करोडो, लोकांसमोर ठेवणं योग्य नाही आहे. तर त्यामध्ये जर का तुम्हाला काही गोष्ट व्यक्त करायची असेल, तर थोड्या थोड्या गोष्टीपासून सुरू करणं फार गरजेची आहे, असं मला तरी वाटते. की मला जर का काही व्यक्त करायचं असेल, तर मी पूर्णपणे सगळं काही मी म्हणजे अशी उलटी करत नाही. मी पूर्ण प्रकारे अ, म्हणजे विचार करून, की काय गोष्ट योग्य आहे आणि काय गोष्ट योग्य नाही आहे. त्या हिशोबाने मी म्हणजे त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये मला जर टाकायचं असेल तर तशा हिशोबाने मी टाकते हो.
हं. हं, हं. अच्छा. हां, हां. अगदी बरोबर. हं, हं. बरोबर. हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. अच्छा आणि तुम्ही एखादी जर गोष्ट टाकली आणि त्याला लोकांचा कसा प्रतिसाद आला ओ आणि त्यातून तुम्हाला काय फायदा वगैरे झाला आहे का? तुम्ही एखादा तुमचं मत व्यक्त केलं किंवा स्वतःच्या मनात काय चाललं आहे ते व्यक्त केलं तर त्यावर काय प्रतिक्रिया आल्या?
हं. हो. तर बघा, मला तर कधी-कधी सकारात्मक प्रतिक्रिया पण आल्या आणि नकारात्मक प्रतिक्रिया पण आल्या. नकारात्मक तर असं पण झालेलं आहे, की मी काही टाकलं, तर काही लोकांचे जसं म्हणतात ना, मनात ते जळतात ना, तर अ, ते बाहेर अ, ते बाहेर दिसून आलं हो आणि मला तर हे पण अ, दिसण्यात आलं की काही गोष्टी जे मी सोशल मीडियावरती टाकायचे. तर अ, काही लोकं तर अ, म्हणजे लपून छपून त्याला बघणार आणि त्याचच तुम्हाला म्हणजे तुमच्या विरुद्धात त्याला वापरणार. तर ते मला बघून पण मला फार असं वाईट वाटलेलं, मला आणि एका दृष्टिकोनाने सकारात्मक पण मला त्याचा म्हणजे बघायला भेटलं आहे. की लोकं अ, म्हणजे त्याला आपणवतात लोकं, त्याची जाणीव करतात आणि लोकं त्याच्याशी जसं म्हणतो ना, रिलेट करतात आणि लोकांना पण छान वाटते, की आमची पण बाजू समजणारा कोणीतरी आहे. आमच्यासारखा पण कोणीतरी अनुभव घेतलेला आहे. तर ते बघून पण लोकांना सकारात्मक वाटते, छान वाटते, मैत्री वाढते आणि मग असं पण होते की कधी-कधी लोकं तुम्हाला म्हणजे ओळखतात. आणि त्या हिशोबाने लोकं म्हणतात, की अच्छा तू म्हणजे तुम्ही जे तसं ह्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये तुम्ही टाकलेलं, तर ते मला फार छान वाटलं. मला पण असं वाटलं की मला पण कोणी समजणारं आहे. तर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीप्रकारे मला बघायला भेटलेलं आहे हो.
हं, हं. बरोबर-बरोबर. अच्छा-अच्छा. हं, हं, हं. अरे बापरे! अच्छा-अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. हो, हो, हो, हो. हं, हं, हं. हं, हं. अच्छा.